हां. आणि मग असं त्यावेळी धुवा-धुवी किंवा मीठ लावणं वगैरे काही प्रकार नसायचे का? म्हणजे असं ऊ काढली की खायची, काढली की खायची, पक्ष्यासारखं असं करायचं?
हो. असं करायची कारण की तेव्हा कसं होतं घरी नेईपर्यंत तर आम्ही अ, ते अ, अं, घरी नेईपर्यंत तेवढा टाईम नसायचा ना. प्रत्येकजण कसं आता तोडली का लगेच कलेक्ट करायचं, लगेच खायचं, तेवढे मीठ आणोस तर हे करोस तर तेवढा टाईम नव्हता राहत. कारण की आम्ही जवळ-जवळ अ, 10-15 लोकं आम्ही एकत्र जमायचो. आणि तेवढ्यांना ते किती 3-3 4-4 असं वाटायला यायचे. कोणते पण जे असं म्हणजे अ, आंब्याचे झाडं असो, काही असो. ते जास्त प्रमाणात वाट अ, वाटण्याला येत नव्हते आणि मीठ आणोस तर मिरची आणोस तर <chuckles> ते एकदम संपवून पण टाकतात. त्याच्यामुळे एवढी वेळच येत नव्हती.
हं. हं. हो. हो. हां. हो ना, बरोबर. मग अशा आणि काय-काय मज्जा करायचा? म्हणजे आंब्या, पिळके आंबे वगैरे असतात तसं काही होतं का तिथे? पिळके आंबे काढायचे, खायचे वगैरे तसं काही करायचा?
अ, नाही तसं नव्हतं पण अ, तिथं एक आहे ना तलाव पण होता. तर अ, आम्ही तिथं अ, आता मोकळं आकाश आणि आम्हाला ना, ते अ, अ, आ आकाशामधलं म्हणजे आपले ढग वगैरे पाण्यात पाहायला खूप मजा यायची. कारण की आपण जेव्हा पाण्यात पाहतो तेव्हा ते वेगळंच दिसतं आणि ते ढग वरून दिसतं आणि ते आप खाली पाण्यात दिसत ना आम्ही त्याच्यात दगड खाली प्रतिबिंब. आम्ही खाली दगडं मारायचो आणि ते ना, ते असं अ, प्रतिबि हे असं होतं ना, पाण्याचे अ, दगड फेकल्यावर कसं ते तरंगतं बाजूला. सगळं साइडला गोल-गोल सर्कल होतं. ते बघायला आम्हाला खूप मज्जा यायची. म्हणजे आम्ही वरती जो ढग अ, ढग दिसला की त्या ढगाला खाली त्याचं प्रतिबिंब जिथं-जिथं तिथे आम्ही दगड मारायचो.
हं. हां. दिसतात हो. आपली प्रतिबिंब हां तुमचं प्रतिबिंब. हो, हो. हां.